अरे देवा!
तर बाबा म्हणाले, आता त्यांनी नवीची नवी गाडी तुझ्यासाठी आणली. मला मी ही गाडी सांगितलीच नाही. मला माझ्यासाठी क्रुझर पाहिजे म्हणजे क्रुझरच पाहिजे. का की गाडी एकदाच घेतो आणि ती मनापेक्षा मना पा अ, मनासारखी पाहिजे. तर दादा दादा म्हणाला, "की हो महाराज!"
हं, बरोबर. अहो, पण मग त्यांची प्रतिक्रिया काय होती? कारण कदाचित त्यांनी म्हणतात ना की बरेच पैसे भरून आणि अ, म्हणतात नाही का भावाच्या प्रेमापोटी काहीतरी करावं या उद्देशाने केलं.
माझा भाऊ खूप चालाख आहे. त्याला माहिती आहे की मला जे हवे आहे, तेच मला मिळ अ, मिळायला पाहिजे. तो मला फक्त चिडवत होता. त्याने पाठीमागनं ती दुसरी गाडी आणली. बोलले, "ही आली तुमची Royal Enfieldची Meteor 350 घ्या' आणि बसा ह्याच्यावर." तर ती फक्त असा ट्रॅप होता माझ्यासाठी, की मला अजून त्रास द्यायचा आहे म्हणून. तर मग ते मस्त स्कायब्लू कलरची होती. कंप्लीट ॲक्सेसरीज लागलेली होती, कारण की तो ज्या दिवशी बाईक घ्या स्कूटी आणली ना त्याने त्याच दिवशी त्याने ती बाईक बुकपण केलेली होती आणि मस्त पूर्ण ॲक्सेसरी फेस फिट करावून दिली. त्याच्यामध्ये जॅरीकेन लावले, टॉप बॉक्स लावले, बॉ आणि अ, साइड बॉक्स लावले सर्व असं. "बस, तू आता घेऊन तुला असं तुला स्पिती जायचं आहे, कुठे जायचं आहे, तर तू निघ. काही नाही तुम्हाला त्रास होणार." तर मी एवढ्या जोराने अ, ते मिठी मारली ना त्याला. म्हणलं, "आज मी ऑफिस नाही जाणार. आज चल आपण, आपण हां आज आपण पार्टी करतो फिरायला. बोलला, "चुपचाप निघा ऑफिस."
ओ, हो, हो! हं, हं. बरं, बरं. किती छान! <chuckles> वाह! किती छान! परत, भरत मिलाब.
आणि म्हटलं, "पैसे?" बोला, "झालेलं आहे सर्व. तुम्ही बस घरी नही आता ऑफिस निघायचं आणि घरी यायचं मुकाट्याने." म्हणलं," हो." आणि मी एवढा खुश होतो ना! की मला असं वाटलं, की काय मतलब काय करावं आणि काय नाही? आणि माझा मित्र आला. बोलला, "अरे, नवी गाडी आणली!" मी म्हटलं, "हो, आत्ताच आली आहे ती."
आ आई गं. मागून बॅकग्राऊंड म्युझिक वात वाजत असेल ना? आनंद पोटात माझ्या माईना.
हो, हो, अरे, खूप-खूप मतलब काय असतं, सगळ्यात मोठी गोष्ट काय तुमची गाडी ना तुमची अ, फेव्हरेट गाडी आली. जी तुम्हाला हवी होती आणि ती तुम्हाला असं तुम्हाला असं गिफ्ट भेटलं. तर ती खूप मोठी गोष्ट असते. आणि मग मला असं वाटलं, की "अरे यार! आपण उगाच बोललो का?" पण म्हटलं, "जाऊ दे. आपण बोललो म्हणून ती गाडी आली नाहीतर आली पण नसती. तर मग मस्त मी गाडी घेऊन गेलो होतो. <laughs>
हं. हं, हं, वाह! वाह! हो, हो, हो, वाह! म्हणजे तुम्ही असं स्वतःला समज घालून घेतलात, की बोललं नसतं तर गाडी नसती आली. वाह! वाह! वाह! पण मग मला सांगा; की हे जे अ, म्हणतात ना की कुटुंबामधलं प्रेम आहे, मग ते भावा-भावांच असू दे, आई-वडिलांचं असू दे किंवा तुमचं जे नातं घट्ट असतं आणि अ, शेवटी म्हणतो ना की शेंडेफळ असलं त्याच्यावर थोडासा अ, अत्याचार होत जरी असला, तरी घरात सर्वात जास्त प्रेमही
<laughs> हां. प्रेम त्यात त्यालाच भेटतो. बरोबर हो, हो.
छोट्याच सदस्याला मिळते.